नक्कीच, यामध्ये बघा हां, एन-जी-ओ वगैरे तुम्हाला कॉल वगैरे येत असतील. फेक न्यूजचा फक्त सोशल मीडिया साधन नाही कॉलवर पण तुम्हाला सांगतात, की बाबा आमची एन-जी-ओ आहे. इकडं असं-असं झालं होतं. मग आमच्याकडं असं अ, आमचं आर्थिक अडचण आम्हाला आली आणि ही लहान मुलगी आहे किंवा मुलगा आहे, याला कॅन्सर झाला आहे, नाही का. एवढे-एवढे डोनेशन द्या. तर अशा वेळेस त्यांना विचारा तुम्ही लेजिट वेबसाईट तुमची असेल तर ती लिंक शेअर करा आमच्यासोबत. आणि अ, तुमचं लायसन्स वगैरे काय असतं, एन-जी-ओचं. तर ते तुम्ही अ, लायसन्स शेअर करा. खरंच आहे का नाही? म्हणजे तुम्हाला मदत करायची असेल तर बरं का. हं, आणि करायची नसेल तर मग तुम्ही तिथल्या तिथेच तुम्ही त्यांना अ, हे करू शकता, नकार देऊ शकता. नाही मला नाही करायची. आणि करायची असेल तर वेबसाईट व्हिजिट करा. लेजिटिमेट आहे का नाही? ते चेक करा. आणि असेल तर ठीक आहे मग. आणि मीच स्वतः सांगू का माझ्या वैयक्तिक एक्सपिरियन्सनुसार, ह्यांनी वेबसाईट पण आजकाल इतक्या छान बनवल्यात ना म्हणजे ओळखूच येत नाहीत, खरंच आहे का खोटं आहे? म्हणजे एआयचा वापर करून. तर जनरली असं ऑनलाईन डोनेशन देऊच नका, मी असं म्हणेल म्हणजे एक थंब रूलच ठेवून ठेवा.
हो. हां. हं. हो, हो. हां. हां. हां. हो ना. हां, बरोबर. नक्कीच. हां. हां. हां. हं. खोटं आहे. हां. अगदीच. हो, ना. एक वाईट वाटलं तरी चालेल, पण प्रत्यक्ष भेटलं तर गोष्ट वेगळी. हो, हो. हां, म्हणजे फ्रॉड होण्यापेक्षा बरं ना, की पैशाचा एकदा लॉस झाला, की परत कोण भरून देणार आहे तुम्हाला तो. नक्कीच नाही.
हां. वाईट वाटलं तरी चालेल. हं. कारण की वाईट हाती हात हो, ना. बरोबर आहे. तर अशा गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत.